आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण एकमेकांच्या अगदी अगदी शेजारी राहतो. अ, पण मनानं दूर जातो आहोत का? म्हणजे असं अ, दुरावल्यासारखंच <hiccups> होतं की जवळ बसलोय, पण अ, मोबाईलमध्ये आहोत किंवा मग काही विचारांमध्ये आहे. मग आपल्या गावातल्या किंवा मोहल्ल्यातल्या समुदाय भावना जपण्याचे काही साधे मा <hiccups> मार्ग सुचवणार का तुम्ही?
हं. हां, बरोबर आहे की. हां, आता कसं आहे की प्रत्येकाचं खरंच असं झालं की म्हणजे आता कोणाला कोणासाठी वेळ नाही आहे. की एकदा सकाळचा माणूस बाहेर पडला की म्हणजे तो संध्याकाळीच माघारी येतो. त्यामुळं आपण एकमेकांसाठी म्हणजे वेळ काढणं फार अवघड झालंय. की आपण ज्या गावात राहतो किंवा जर का आपण शहरात राहत असेल, तर आपण ज्या काही मोहल्ल्यात असेल, अपार्टमेंट असेल, तर बऱ्याचदा असं होतं की म्हणजे आपल्याला आपला शेजारचा व्यक्तीसुद्धा माहीत नाही आहे. की तेव्हा त्यालासुद्धा आपण ओळखू शकत नाही. तर कसं आहे? की मग ह हां, मग ह्यांच्यात कसं आहे? की आपल्याला जर का समुदाय भावना जर का ह्यांच्याकडं जपायची असेल, तर म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या आपण नक्कीच करू शकतो. म्हणजे सुरुवात तर कसं आहे? की छोट्या पातळीवर आपण सुरुवात करू शकतो की आता म्हणजे उदाहरण काय सांगायचं झालं की आपण आता ह्याचं म्हणजे आपण जर का प्रेरणा घेतली, तर गावाकडूनच घेऊ शकतो. तर गावाकडं काय असतं की जवळपास म्हणजे आपण जर का आपल्या घरात काही नवीन पदार्थ वगैरे केला की खायचा पदार्थ असेल किंवा काही केलं वेगळं असं की प्रत्येकाला म्हणजे अशी सवय असते की बाबा की आपण जेवायच्या आधी बाबा जे काही आपण घरात पदार्थ केला आहे की ते पदार्थ घ्यायचा आणि शेजारच्या 1-2 घरांमध्ये सुद्धा देऊन यायचं म्हणजे कसं आहे? की हा पण उपाय कसा आहे? म्हणजे रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण प्रत्येकासाठी म्हणजे वेळ काढणं तर आपल्यासाठी फार अवघड आहे. पण कसं आहे? की ही गोष्ट हां
हो ना. हो. हो ना, भरपूर वेळा होतं हो. हो का? हो. हो. हो. हो, नक्कीच म्हणजे अ, तुम्ही हे जी एक अ, साधी अ, म्हणता येईल की अ, पद्धत सांग सांगितली त्याने एक अ, रोजच्या आयुष्यात आपण छोट्या क छोट्या काही कायद्याप्रथांनी समुदायाची जपणूक करू शकतो आहोत. अ, मग तुम्ही अ, एखादी सण किंवा म्हणता येईल एखाद्या गटाने कुठली साफ-सफाई केली अशा काही कार्यक्रमांना सुरुवात क क केली आहे का, किंवा कशी करायची?
हां. बरोबर आहे की. नक्कीच. हां. हां. हो, हो, हो. नक्कीच, नक्कीच. आता कसं आहे? की ही जी मी आता पद्धत सांगितली की बाबा, आपण प्रत्येकाच्या घरी जाऊन बाबा, भाजी वगैरे देऊ शकतो. ते रोजच्या पातळीवर. पण कसं असतं की ज्यावेळेस आपण आता सण-समारंभ येतात. त्यावेळेस तर कसं आहे की म्हणजे तो तर फार छान संधी आहे. म्हणजे लोकांना एकमेकांना समजून घेण्यासाठी की समुदाय भावना वाढवण्यासाठी. की आता उदाहरणार्थ सण कोणते असतील की गणेशोत्सव असेल, तर हा सणच म्हणजे आपण साजराच त्यासाठी करतो की कुठेतरी लोक एकत्र येतील, आपापसात भेटतील, आपल्या समस्या सांगतील, त्याच्यावर काहीतरी उपाय करता येतील. मग कसं आहे? की हे सण कुठेतरी म्हणजे नक्कीच, आपण आपल्या मोहल्ल्यामध्ये किंवा गावामध्ये एकोप्यानं साजरे करणं फार गरजेचं आहे. आता त्यात आपण आता हे पाहिलं, गणपती असेल किंवा आता आपण गव गंध हे सुद्धा बसवतो, देवी सुद्धा बसवतो. मग त्या काळात सुद्धा किंवा दिवाळीत सुद्धा बऱ्या दिवाळीत तर एक म्हणजे फार छान गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे सांगतो. की कसं असतं की दिवाळीच्या काळात म्हणजे छोट्या मुलांना तर म्हणजे आवडतो फटाकड्या उडवायला वाजवायला आणि कसं असतं की त्यांच्या म्हणजे आईला पण वेळ नसतो की त्याच्याबरोबर फटाकडे उडवेल आणि कधी-कधी म्हणजे वडील असतात शक्यतो. पण शक्यतो त्यांच्याबरोबर कोण असतं की जे वृद्ध लोकं असतात की आता मग कसं आहे की ह्यांचा म्हणजे एकमेकांशी काय असं नाहीये, की "हा बाबा, माझाच नातू आहे. मग मी ह्याच्याकडे लक्ष देणार." तर कसं आहे की ते वृद्ध लोकांना असतं पण, म्हणजे काही त्यांच्याकडे वेळ रिकामा असतो. मग ते त्यांना फटाके उडवायला घेऊन जातात. बघ कोण बाबा, शेजाऱ्याची 2-3 पण पोरं असली, तर त्यांचीसुद्धा काळजी घेतात. म्हणजे कसं आहे की म्हणजे इथं सुद्धा आपण कुठेतरी म्हणजे ओको एकोपाची भावना त्यांच्यात निर्माण होते, समुदायाची भावना निर्माण होते, की "हे बाबा आहेत, की हे बाबा वृद्ध लोक, माझ्या मुलांची सुद्धा काळजी घेत आहेत." किंवा दिवाळीत आपण अजून एक गोष्ट पाहू शकतो. तुम्ही फराळाला सुद्धा आपण बऱ्याचदा म्हणजे एकमेकांना बोलवतो की या आमच्या घरी फराळाला. यात म्हणजे आपण किंवा जर का त्यांना बोलवता येत नसेल किंवा आपण जाणार नसेल तर आपण त्यांना फराळ पॅक करून देतो. म्हणजे कसं आहे की सण-समारंभात असं म्हणता येईल की म्हणजे एकमेकांची समुदाय भावना वाढवण्यासाठी म्हणजे फार महत्त्वाचं काम करतात. आणि त्यात म्हणजे आपण हं बोला.
हो. <hiccups> हो. हो. हो ना. हो. हो. <hiccups> हो. हो. अगदी बरोबर. हो ना. मग असं आ असं काही वाटतं का की आज ही भावना कमी होत चालली आहे? म्हणजे आणि त्याचं कारण काय आहे कशामुळ?
हां, नक्कीच. म्हणजे कुठेतरी आता काय झालंय की आता ही भावना आपण मुख्यतः पाहतो, तर कसं आहे की अ, गावामध्ये तर अजून सुद्धा समुदायाची भावना लोकांमध्ये असते. कारण कसं आहे की त्यांच्याकडे तेवढा वेळ आहे की शेती केल्यानंतर किंवा कसं आहे की संपर्क येतोच कामाला जर का तुम्ही जाताय, येताय, तर एकाच ठिकाणी जर का जास्त काही म्हणजे एरिया तुमचा लांब नाहीये. पण आता आपण ज्यावेळेस शहरात राहतो वगैरे, त्यावेळेस कसं होतं की लोकं म्हणजे पैशाच्या मागे धावतात किंवा त्यांना तेवढा वेळ सुद्धा नसतो अन् ते गरजेचं सुद्धा असतं त्यांच्यासाठी. की ते त्यांच्यासाठी म्हणजे वेळ काढणं पण गरजेचं आहे. आणि आता तुम्ही रोज आता जर का तुम्ही सकाळी 8:00 ला जात असाल, संध्याकाळी 8:00 ला येत असाल, तर म्हणजे काय. कधी तुम्ही कोणाला वेळ देणार? शेजाऱ्यांना वेळ कधी देणार, हे तर घरातल्यांसाठी म्हणजे आपण वेळ काढू शकत नाही. तर असं नक्कीच म्हणता येईल की कुठेतरी ही समुदायाची किंवा एकोप्याची भावना कुठेतरी कमी होत चाललीय लोकांमध्ये. आणि त्याच्यामागे कारण जर का म्हणायचं झालं, तर कसं आहे की आत्ताचा समाजच असा आहे की त्यात म्हणजे लोकांना म्हणजे अ, बाजारात एवढ्या प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत की आपण त्या जर का विकत घेणं सुद्धा आपल्याला म्हणजे कुठेतरी मोह आवरत नाही, की ही गोष्ट बाबा आपण घेतलीच पाहिजे. ती गोष्ट जर का घ्यायची असेल, तर ती आपण पैशाने घेऊ शकतो. आणि कुठेतरी पै पैसे जे आहेत ते काम केल्याशिवाय मिळणार नाहीत. आणि तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय, तो व्यक्ती सुद्धा तुम्हाला तेवढे पैसे देतो, याचा अर्थ तुमच्याकडून तेवढा मोबदला म्हणजे तुमचा वेळ सुद्धा तो तेवढा काढून घेणार आहे. त्याच्यामुळे कुठेतरी आपण म्हणता येईल की आत्ता समाजाची व्यवस्थाच अशी निर्माण झाली आहे की म्हणजे आपल्याकडे वेळेची फक्त कमतरता आहे आणि त्याच गोष्टीमुळे आपण कुठेतरी म्हणजे समुदायाची भावना कुठेतरी आपली हरवत चाललीय लोकांमध्ये. आणि जास्त करून आपण म्हणता येईल की ही भावना शहरामध्ये हरवत चालली.
हो. हो ना. अगदी बरोबर. हो. हो. हो, अगदी बरोबर. हो. हो. अगदी बरोबर. हो, अगदी बरोबर म्हणालात तुम्ही की वेळेची कमतरता आहे आणि आता सध्या मोबाईलचं <hiccups> प्रमाण एवढं वाढलं आहे की अ, म्हणजे लोकं स्क्रीन समोरचा माणूसच दिसत नाही लोकांना. स्क्रीन एके स्क्रीन. अ, खूप अ, सुंदररित्या तुम्ही आता हे म्हणालात की लोकं कशाप्रकारे गुंतले आहेत, व्यस्त आहेत त्यांच्या पण हा जो बदल किंवा ताण, <hiccups> ताण-वणवे आ आहेत जसं की नवीन लोकं आलेत किंवा शहरातून काही कुटुंब स्थलांतर आ अ झालंय तुमच्या शेजारी आलंय, तर मग त्यांना आपल्या गोष्टींमध्ये कसं सामावून घेण्या घ्यायचं?
हं. बरोबर आहे. खरं आहे. हं. बरोबर आहे की. हां. हं, हं. हां. बरोबर आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आत्ताच तुम्ही सांगितलं की प्रत्येक व्यक्ती मोबाईलचा वापर करतो आणि त्याला स्वतःच्या स्क्रीनमधून बाहेर पडायला वेळ मिळत नाही. पण आता ह्याच टेक्नॉलॉजीचा जसा आपण हा नकारात्मक प्रभाव पाहिला, त्याच पद्धतीनं आपण त्या टेक्नॉलॉजीचा वापर आपल्या सकारात्मक सुद्धा करू शकतो पद्धतीनं. कशा पद्धतीनं करू शकतो? तर आपल्याकडे जर का टेक्नॉलॉजी आहे. आता भले आपल्याकडं म्हणजे वेळ नाही आहे एवढा की प्रत्येकाला भेटल्यानंतर आपण ग्रीटिंग्ज देत असतो की बाबा अ, शुभ सकाळ असेल शुभ रात्री असेल असं पण म्हणू शकत नाही. पण कसं आहे की आत्ता आपल्याकडं म्हणजे काही व्यवस्था अशा आहेत की आपल्याकडे WhatsApp असेल किंवा Facebook असेल, Instagram असेल की आपण त्यांच्या लोकांशी म्हणजे प्रत्यक्षपणे आपण फिजिकली तर नाही भेटून देऊ शकत शारीरिकदृष्ट्या, पण कुठेतरी मानसिकदृष्ट्या आपण त्यांच्याशी ह्या माध्यमांतून आपण त्यांच्याशी संपर्क ठेवू शकतो. आता कसं आहे की बऱ्याचदा कसं होतं की बाबा जर का आपण एखाद्या अपार्टमेंटमध्ये राहत असेल, तर आता ह्या लोकांना म्हणजे प्रत्येक फ्लोरवर जाऊन आपण भेट देऊ शकत नाही, की बाबा मी आलोय मला भेटा. पण हीच जर का प्रत्येकानं म्हणजे अपार्टमेंटमध्ये जर का बाबा 30 एक फ्लॅट असतील, तर त्यांनी बाबा त्यांचा एक WhatsApp ग्रुप काढला, ज्या काही महत्त्वाच्या अ, घटना आहेत त्या घटना त्याच्यावर टाकल्या की बाबा मीटिंग ह्या टायमिंगला होईल, नाही होईल, म्हणजे ह्या गोष्टी किंवा सणासण सण समारंभ आपण कशा पद्धतीनं साजरे करू शकतो. दररोज एकमेकांना ग्रीटिंग्ज असेल की बाबा तुम्हाला सणाच्या हार्दिक शुभेच्छा, कोणता सण असेल त्याबाबतीत. त्यामुळं कसं आहे की ज्या पद्धतीनं आत्ता आपण म्हणतोय की ह्या समस्या म्हणजे नवीन आहेत. तर ह्या स नवीन ज्या समस्या आहेत त्यांची म्हणजे निर्माण करणारे कारक कुठेतरी आपल्याला मदत करू शकतात ह्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा, की जे आत्ता मी तुम्हाला उपाय सांगितले की सर्वोत्तम उपाय म्हणलंत म WhatsApp ग्रुप असेल किंवा Facebook, Insta ह्याच्या माध्यमातून आपण ह्या लोकांशी म्हणजे कुठेतरी एकत्र राहू शकतो. म्हणजे एवढी समुदायाची भावना आपण मजबूत तर नाही करू शकत की जेवढं आपण शारीरिकदृष्ट्या एकमेकांना भेटून करू शकतो. पण कुठेतरी आपण म्हणजे त्यांच्या संपर्कात तर राहू शकतो, असं तर नाही होणार कारण कसं होतं बऱ्याचदा की शहरामध्ये शेजारच्या व्यक्तीला माहीत नाही आहे, की म्हणजे आपल्या शेजारच्या फ्लॅटमध्ये कोण राहतंय? त्याच्यामुळं कुठे तरी ही तर अडचण नक्कीच नाही येणार.
हो. हो. हो ना. हो. अगदी बरोबर. अगदी बरोबर आहे. हे शहरात हो नक्कीच. म्हणजे शहरात आजकाल तेच झालं आहे की बाजूला कोण राहतंय हे सुद्धा माहीत नसतं. कारण कोणाची नाईट शिफ्ट आहे कोणाचं डे शिफ्ट आहे त्यामुळे अ, ओळखही नसते कुणाकडे. पण मग अशा वेळी अशा याच्यात त्यांची मदत जर करावी व व लागली कधी तर मग कशी मदत करणार?
हो. हं. हां. हां. नाही कसं आहे माहिती आहे का आता की जर का मदत एखाद्याला लागत असेल, तर अ, म्हणजे करणं तर गरजेचं आहे. कारण कुठेतरी आपण एखादी गोष्ट दिल्याशिवाय आपल्याला कोणती गोष्ट माघारी मिळत नाही. आणि ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला आपल्याकडून मदत म्हणजे हवी असेल, त्यावेळेस नक्कीच मदत केल्यानंतर म्हणजे ही जी काही समुदायाची भावना जी निर्माण होणार आहे, म्हणजे ती एवढी घट्ट निर्माण होईल की म्हणजे त्याला काही म्हणजे प्रमाण नाही आहे. आणि ह्याच्यात तर म्हणजे तसं म्हणता येईल की बऱ्याचदा काय होतं की आता आपण <giggles> टीव्हीवर ज्या जाहिरातसुद्धा पाहतो बघा की ती जाहिरात बरे आहे कशाची? चहा पावडरची, चहा पावडरची जाहिरात. काय? काय तर तो एक अ, व्यक्ती बाई असते. ती दुसऱ्या घरात जाते की बाबा साखर मागण्यासाठी किंवा चहा पावडर मागण्यासाठी. आणि पुन्हा मग ती घरी आल्यानंतर मग ती व्यक्ती विचारतो की "अगं आपल्या घरी असताना तू कशाला मागितली?" तर मग तो म्हणतो म्हणजे ती महिला त्याला सांगते की "अरे, कसं आहे की मी ज्यावेळेस ह्या गोष्टीची लाज करणार नाही की बाबा मला तुमच्याकडून काही गोष्ट मागायची गरज पडली तर लाज वाटत नाही, तर तुम्हालाही कोणती गोष्ट जर का लागली, तर तुम्हीही त्या गोष्टीसाठी लाजू नका, मला डायरेक्ट येऊन मागितली तरी देऊ शकते." त्याच्यामुळे कसं आहे की ह्यातून म्हणजे किती चांगला संदेश दिला आहे त्यांनी की भले मला आता सध्या त्या गोष्टीची गरज नाहीये, पण त्या पुढच्या माणसाला असं वाटू नये की बाबा ह्यांची मदत का घेऊ? ही भावना त्यांच्या मनात येऊ नये म्हणून मीच त्यांच्याकडून मदत घेतली, म्हणजे ते सुद्धा माझी मदत घ्यायला कधी मागे-पुढे विचार करणार नाहीत. त्याच्यामुळे कसं आहे, मी तर म्हणतो की मदत तर केलीच पाहिजे. आणि हा अनुभव तर होतात, त्या म्हणजे आता जे मी तुम्हाला किस्सा सांगितला, त्यात तर ती बाई स्वतःहून मदत मागायला जाते गरज नसताना सुद्धा, का तर समुदायाची भावना एक लोकांमध्ये निर्माण होण्या त्यासाठी.
हो नक्कीच. हो ना. हां. हो. हो. हो ना. हां. हां, हां. हो. अगदी बरोबर. हो न हो. हो. हो. हो. आणि आजकाल आता WhatsApp ग्रुप्स वगैरे झाले तर तिथूनच म्हणजे मदत भरपूर करता येते, की सूचना देता येते, काही आपत्कालीन माहिती असेल किंवा मग विनंतीही करता येते म्हणता येईल. अ, पण मग आता हे जे दीर्घकाळ ह्या गोष्टी टिकवायच्या असेल, तर नेतृत्व किंवा मग काही निधी किंवा मग वेळेचा प्रश्न कसा हाताळायचा? काही साधे नियम किंवा अ, रिटेन आऊट असं काही असावं का?
हो. बरोबर आहे. हां. बरोबर आहे. हं. हां. हं, अ, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कशी आहे, की आता आपण जे जीवन पाहतो आहे. कसं आहे, की आठवड्यातनं माणसाला कमीत कमी 1 ते 2 दिवस तर सुट्टी नक्कीच मिळते. मग तुम्हाला जर का हे संबंध जर का समुदाय भावनेचे असतील, ते जर का दीर्घकाळ टिकवायचे असतील तर काही तुम्ही नियोजन म्हणजे करणं गरजेचंच आहे. आता उदाहरणार्थ आपण एक गोष्ट पाहिली ते सण-सणारंभाची म्हणजे कसं आहे पण ते कसं आहे, की ते एखादी विशिष्ट दिवशीच येऊ शकतात. आपण हे म्हणजे दीर्घकाळ संपर्कात राहू शकत नाही. म्हणजे बऱ्याचदा कसं होतं, की सण साजरा केला त्याच्यानंतर कोण कोणाच्या संपर्कात नाही, पुन्हा डायरेक्ट पुढच्या सणाला. हे कसं आहे, की ही भावना मजबूत नाही होत, की तेवढ्यापुरती फक्त लोक येत आहेत आणि माघेर जात आहेत, असं. किंवा आत्ता आपण जे बोललो, काय बोललो? की बाबा, अ, दररोज आपण बाबा, WhatsAppवर हे ज्या मेसेज टाकतोय वगैरे, मग ह्या गोष्टीतून सुद्धा म्हणजे असं म्हणजे जास्त भावना निर्माण होत नाही. मग त्याला कुठेतरी सातत्य किंवा सतत्ता गरजेची आहे. मग कधीही, की बाबा शनिवार, रविवार प्रत्येकाला सुट्टी असते. मग त्यावेळेस आपण काही कार्यक्रम ठेवू शकतो, की बाबा एखाद्याच्या घरी बाबा चला आज चहाचा कार्यक्रम आहे. मग सगळ्यांनी आज चहाला त्यांच्या घरी किंवा रविवारी आज सगळ्यांना सुट्टी आहे तर बाबा चला आज, नाश्त्याला ह्यांनी-ह्यांनी बोलावलंय तर ह्यांच्या घरी नाश्त्याला जाऊयात. मग अशा पद्धतीनं कसं आहे, की हे छोटे-मोठे कार्यक्रम जर का आपण शनिवार, रविवार, की ज्या दिवशी सगळ्यांना सुट्टी असती मुख्यतः, त्यावेळेस जर का असे छोटे-मोठे कार्यक्रम जर का आपण ठेवले, तर नक्कीच म्हणजे हे पण फार मदतगार साजरे म्हणजे आपल्याला होऊ शकतात, की बाबा फार चांगली गोष्ट आहे. अन् कसं आहे, की शनिवार, रविवार तर म्हणजे सतत 7 दिवस, तर 5 दिवसांनी येणार आहेत. सण-समारंभासारखं नाही आहे, की बाबा, महिन्यातनं एकदा आला, की पुन्हा आता डायरेक्ट तो सण तर पुढच्या वर्षी येणार. आता पुढचा सण असेल पुढच्या महिन्यात तर ठीक आहे आपण गाठभेट होईल, पण कसं आहे शनिवार, रविवार प्रत्येकाला सुट्टी असते, प्रत्येकाला वेळ असतो आणि सततसुद्धा राहतात ते दिवस, त्यामुळे कसं आहे, की हे असे कार्यक्रम ठेवून आपणसुद्धा एक सततता निर्माण ठेवू शकतो, की बाबा आहे त्या गोष्टीला सातत्य आहे आणि कुठेतरी समुदाय भावना चांगल्या पद्धतीनं जपू शकतो आपण, ह्याच्या माध्यमातून.
हो. हो, हो. हो ना. हो. हो, अगदी बरोबर. हो. हो, हो, नक्कीच. अगदी छान. हो, पण कधी काय होतं ना, की अ, एखाद्या वेळी आपली विचारसरणी सगळ्यांनाच पटेल असं नाही होत, काही राजकारणही <chuckles> केलं जातं त्यात. तर मग अशा वेळी कसं करायचं?
हां. नाही, बरोबर आहे. <chuckles> आता कसं आहे, की प्रत्येकाची एक मी आता माणूस तर असा प्राणी आहे, की म्हणजे 10 जण असतील तर प्रत्येकाचे विचार 10 असणार आहेत. त्यात म्हणजे विचारांमध्ये असं होऊ शकत नाही, की सगळ्यांचा विचार एकच आहे. तर त्यात मतभेद नक्कीच निर्माण होणार, मग कसं आहे, की ह्या वेळेस एकमेकांना समजून घेणं फार गरजेचं आहे, की म्हणजे बाबा, तू एकावर तोंड टाकलं दुसऱ्यानं तिसर तोंड टाकलं वादावादी झाली म्हणजे ह्याच्यातनं कसं काय होतं, की तुम्ही ज्या गोष्टीसाठी एकत्र आलाय, त्या गोष्टीचं तुम्हाला फळसुद्धा मिळणार नाही किंवा कोणता तुम्ही निर्णय सुद्धा व्यवस्थित पद्धतीनं घेऊ शकत नाही. मग त्यावेळेस काय करणं गरजेचं आहे, की त्यावेळेस बाबा, पुढच्या माणसाला सुद्धा काय विचार मांडायचे आहेत, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. कारण कसं आहे, की पुढचा माणूस तुम्हाला विरोध करण्यामागे काहीतरी त्याचं क कारण असेल, ते कारण तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे, की असं तर नाही आहे, की बाबा, आज जर आपण भेटलोय आणि आपली काय बाबा आधीपासून दुश्मनी आहे, अशातला तर भाग नसतो. एखादा व्यक्ती बाबा बोलतोय आपल्याला किंवा विचारांमध्ये तफावत आहे तर काहीतरी कारण असू शकतात. त्याच्याकडनं आपण ते कारण समजून घेऊ शकतो, की बाबा, "का तुझं असं म्हणण्यामागचं कारण काय आहे? बाबा हा हीच जर का तुझी अडचण असेल तर ह्या अडचणीवर आपण हा-हा उपाय करू शकतो म्हणजे तुमचंसुद्धा होईल आणि माझंसुद्धा काम होईल." मग अशा पद्धतीनं आपण जर का 2 गोष्टीमध्ये व्यवस्थित पद्धतीनं जर का संतुलन ठेवलं आणि एकमेकाला समजून घेतलं आणि संवाद ठेवला तर म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टी हलक्या होऊ शकतात आणि वाद जे काही होतील, ते आपण चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो आणि वाद होणारच हेत काही म्हणजे वादच नाही. पण हे चांगल्या पद्धतीनं आपण सोडवून घेणं फार गरजेचं आहे, ते जमलं तर आपण म्हणजे समुदायाची भावना फार चांगल्या पद्धतीनं पुढे टिकून राहू शकते. कारण आधीपर्यंत तुम्ही टिकवत आलाय ना, अशा काही गोष्टी भले, की म्हणजे तुम्ही जवळपास ही भावना जपण्यासाठी जवळपास कालावधी घालवला 1 वर्ष आणि अशा वाद वगैरे निर्माण झाल्यानंतर म्हणजे वेळ लागत नाही पाच ते दहा मिनिटं बासं झाली, ही भावना तोडण्यासाठी. <chuckles> खरं आहे.
हां. हो. वेगळे आहेत, हो. हो. हो ना. हो, हो. अगदी बरोबर. हो. अगदी छान. हो. हो. हो. हो ना, लगेच, हो, सेकंदातच भावना बदलून जातात. अगदी बरोबर म्हणालात तुम्ही. आणि एकदम म्हणता येईल, की पटण्यासारखं म्हणाला. म्हणजे समुदाय म्हणजे गर्दी नाही आहे. ती एकमेकांबद्दलची काळजी आहे. अ, म्हणजे जास्त काही मोठे बदल न म्हणजे नको आहेत त्याला, फक्त माणूस म्हणून माणसाशी जोडणं पुरेसं आहे असं म्हणता येईल. खूप छान वाटलं तुमच्याशी हा अ, संवाद साधून, नक्कीच पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद.
हं. <chuckles> बरोबर आहे. हां. नक्कीच. मलाही तुमच्या बरोबर बोलून फार छान वाटलं आणि नक्कीच आपण पुन्हा भेटूयात, धन्यवाद.